आपल्या जीवनात ना, आजकाल इतकी धावपळ होते आणि इतकं लोकं सतत, सतत काही ना काही करत असतात आणि मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट ह्याने तर लोकांची झोपच उडवून टाकली आहे. तर तुमच्या जीवनात असं काही घडलं आहे का, की तुम्हाला झोपण्यात म्हणजे त्रास झाला असावा किंवा झोपमोड सारखी-सारखी झाली असेल. म्हणजे आजकाल सगळ्यांनाच होतं ना, की झोपेचा प्रॉब्लेम असतो लोकांना. तर तुम्ही झोपण्यापूर्वी असे कोणते छोटे-छोटे काही रिच्युअल्स करतात का, की जेणेकरून तुमची झोप एकदम शांत होईल?
अ, हो. नक्की. हो. हं. म्हणजे सांगू का, की जेव्हा म्हणजे जसं नैतर्ण वय जेव्हा असते ना, तेव्हा काही नाही वाटत. तेव्हा कमी झोपण्यात पण ॲडजस्ट करून घेतो आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो, शाळेत असतो. पण काय होते माहिती आहे का, नंतर, नंतर जसं वय वाढतं ना, तसं आपल्याला कळायला लागतं, की झोपण्याची म्हणजे किती जास्त किती महत्त्व किती आहे ना त्याचा. आणि असं पण होतंय, की जर का मी काळजी नाही घेतली ना आणि जर का मी सतत फोनवर बघत राहिले किंवा पिक्चर एकदम उशिरा बघत राहिले, तर काय होत माहितीये का सारखं-सारखं म्हणजे ते स्क्रीनवर बघून ना म्हणजे झोपेचा जो रूटीन जो असतो तो एकदमच पूर्ण बिघडून जातो. आणि त्यांनी काय होतंय की
हं. बरोबर. हं. म्हणजे तुमची झोपमोड होते त्यामुळे?
हो. नक्की होते. काय होत माहिती आहे का, की जर आपली सवय असेल ना रात्री 8:00-8:30 ला झोपण्याची, 9:00 ला झोपण्याची. पण अ, जर का फोनवरती आपण काही बघत राहिलेलो असतो, तर मग ते 9:00 ते कधी 12:00 वाजता आपल्याला कळत पण नाही आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 6:00 वाजता उठायचं असते. हो. तर त्यामुळे ना पूर्ण झोपेचं जो म्हणतो ना, ते पूर्णपणे बिघडूनच जाते, पूर्ण तो त्याची जी दिनचर्या असते ती. तसे केल्याने ना फार असा म्हणजे अ, खूप फरक पडतो. हो.
हं. हो ना. बरोबर. हो. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही असं काही रूटीन किंवा काय तुमचे असे रोजचे नियम आहेत का, की जेणेकरून तुमची झोप चांगली होईल आणि ते झोपमोड होणार नाही तुमची?
हो. बघा आता अशा वेळेस काय होते, म्हणजे मुद्दाम प्रयत्न करावं लागते आणि कधी-कधी काय होत माहिती आहे का की दुसरे पण कारणं असतात की ज्याच्यामुळे झोपमोड होते. म्हणजे जर का तुम्हाला तुम्ही आजारी असाल तेव्हा, कधी सर्दी, खोकला असेल तेव्हा तर मला तर असं वाटते पूर्ण आठवडाभर माझी झोप पूर्ण खराबच होऊन जाते. कारण मला झोपायचं असते, पण मला झोप भेटत नाही जशी पाहिजे, कारण नाक बंद झालेलं असते, डोकं दुखत असते आणि मग त्याच्यानंतर घरे घरी जर कोणी आजारी असेल, तर मग त्यात अजून आपल्याला म्हणजे झोपेत प्रॉब्लेम होतो. तर ना, अशा वेळेस ना, आणि इतर वेळेस पण जेव्हा सगळं व्यवस्थित चालू असेल, तर तशा वेळेस ना झोपेसाठी रिच्युअल जर का मी म्हटले ना, तर सगळ्यात पहिले मी हे प्रयत्न करते की झोपण्याच्या 1 तासापूर्वी तरी मी फोन हा बाजूलाच ठेवून देते. मी काहीच घे त्याच्याशी घेणं देणं मी करत नाही. हो. ते तर सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की ते मी करते आणि ते करायला पण पाहिजे. आणि ते केल्यामुळे ना, माझ्या झोपेवरती मला फार छान असा म्हणजे मला फरक जाणवला आहे. मला असं वाटते, की मला छान झोप लागते. त्याच्या व्यतिरिक्त ना हो, हो, नक्की. आणि अजून एक गोष्ट मला असं वाटते की ना, झोपण्याच्या पूर्वी म्हणजे एकदम ताबडतोब झोपण्यापूर्वी जेवण नाही करू. म्हणजे जर का तुम्हाला माहिती आहे तुम्ही 9 वाजता झोपणार आहे, तर एकदम 8 वाजता जेवण नका करू. जेवढं शक्य होईल तेवढं ना, म्हणजे 7 वाजल्याच्या आधी तुम्ही जेवण करून घ्या. थोडा वेळ द्या मध्ये तुम्ही झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये. हो. हे म्हणजे अशा गोष्टी तरी म महत्वाच्या वाटतात मला.
हं. बरोबर. अच्छा. हां, हां. हां. अरे वाह! छान आहे. खरंच? हं. अच्छा. म्हणजे आपण लवकर जेवून घ्यायचं आणि मोबाईल पहायचा नाही. हे दोन गोष्टी खूप महत्वाचे आहे असं तुम्ही म्हणतात, नाही का. अच्छा. समजलं मला. मग आता मला सांगा की अ, कधी तुम्ही असं ॲपच वापर किंवा असं काही वस्तू केलेले आहे का? कारण आजकाल आपण बघतो की इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि कितीतरी अशा हजारो ॲप्स निघतात ना नाही का? तर कधी तुम्ही असं काही, आहे का? की ज्याची माहिती तुम्हाला असेल आणि तुम्ही आम्हाला सांगू शकता?
अ, हो. हं. हो, हो. हो हो. बघा, आता मी ना ऐकलं आहे काही लोकांकडून ॲपबद्दल, की काही-काही असे ॲप असतात की ज्यांना ना ते, म्हणजे मी तरी असा काही ॲप ठेवला नाही आहे. पण मी ह्याबद्दल मी ऐकलेलं आहे. की काही लोक ना, अस एक ॲप ठेवतात की ज्यांची झोप वारंवार बिघडत जाते, म्हणजे त्याच्यामध्ये ना म्हणजे सारखं काही ना काहीतरी खालीज असं येत राहते. तर अ, त्याच्यानी काय करतांना त्या ॲपची मदत घेऊन, म्हणजे ते ॲप त्यांना मदत करते आणि सांगते, की तुम्हाला आता म्हणजे किती वाजता तुम्हाला झोपायचं आहे. तर त्याच्यात तुमच्या थोड्या वेळापूर्वी तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. एकदम झोपण्याच्या पूर्वी तुम्ही व्यायाम नाही करायला पाहिजे, कारण त्यांनी काय होतंय तुमची स्फूर्ती वाढते आणि मग तुम्हाला झोप नाही लागत. पण जर का तुम्ही 4 प हो. आणि पण तुम्ही ना जर का तुम्ही दुपारी व्यायाम केला, तर तुम्हाला रात्री खूप छान झोप लागते हे पण मी अनुभवलं आहे. आणि हे ॲपमध्ये पण दाखवलं जाते हो. की अ, म्हणजे मी ह्याबद्दल ऐकलेलं आहे की ॲप तुम्हाला सांगते, की काय तुम्ही संध्याकाळी जेवले पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला झोप छान मिळेल. आणि मग नंतर अ, सकाळी तुमची उठण्याची दिनचर्या कशी असायला पाहिजे. तर अ, ॲपनी म्हणजे लोकांना मदत फार मिळते. मी तरी व्यक्तिगत रूपाने मी अनुभवलं नाही आहे. पण मला असं वाटते की भविष्यामध्ये मी ह्या गोष्टीला नक्की म्हणजे अनुभव करू शकेल. आणि असं वाटतं की ह्याचा फायदा भरपूर मिळेल लोकांना, ज्यांची वारंवार झोप तुटते किंवा ज्यांना ना, रात्रीच्या वेळेस काम करावं लागते आणि मग नंतर दिवसा ते कसे झोपतील? मग काही ना काहीतरी थोडं संतुलन असण्यासाठी ती ॲप मदत करते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर का रात्री काम करायचं, म्हणजे रात्री काम करावं लागत असेल आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसा जर का तुम्हाला झोपायचं असेल, तर मग ती ॲप तुम्हाला म्हणजे मदत करेल आणि तुम्हाला सांगेल की बरं मग आता तुमचं कसं सगळं बदलतं? आणि कसं झोपायचं? म्हणजे ह्यात तरी मला असं वाटत ते मदत करू शकेल.
हं, हं. बरोबर. अच्छा! असं पण असतं. हो का? अच्छा. हं. अरे वाह! खूप छान म्हणजे हे असं पण होतं की दुपारी अ, आपण व्यायाम केल्यानं रात्री आपल्याला चांगली झोप येते. आणि रात्री व्यायाम केल्यानं झोप मोड होते, हे तर मला आजच कळलं. हे तर छान तुम्ही मस्त बातमी दिली मला. मग मला असं सांगा, की आपण जे म्हणतो ना की खूप लोकांना सवय असते नाही का की संध्याकाळी कॉफीसाठी आपण बाहेर जाऊया कॉफी शॉपला किंवा चहा पेऊ घेऊया आणि काही-काही लोकं तर मी पाहिलं आहे की डिनर नंतर पण चहा-कॉफी पितात. तर त्याने पण झोप मोड होते ना? म्हणजे कॅफीनमुळे तर झोप मोड होणं हे तर नॅचरलच आहे. तर मग कसं काय हे घेतात? तुम्ही असं काही करता का?
नक्कीच. नक्की. हो. नक्की. हो ना. हो. हो ना. होतेच. हो. हो. नाही बाबा, मी तर म्हणजे बघितलं आहे खूप लोकं असे करतात पण ना, त्यांची दिनचर्या कशी असते मग, की ते ना मग रात्री 10:00 वाजता, 11:00 वाजता झोपायला जातात आणि त्यांना लवकर उठायची गरज नसते आणि जसं म्हणतात ना की प्रत्येकाचं आयुष्याचं काय काय पाऊल चाललेलं आहे, त्याच्यानुसार लोकांना करावं लागते. आता तुमचे जर का लहान मुलं-मुली असतील आणि त्यांना सकाळी लवकर उठून त्यांना तयार व्हायच आहे शाळेत, तर तुम्ही रात्री 11:00 वाजता, 12:00 वाजता तुम्ही झोपायला नाही जाऊ शकत. का? कारण तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमच्या मुलांना तयार करावं लागते. तुम्हाला जर का सकाळी उठून ऑफिसवर जायचं असेल कामावर, तर तुम्ही म्हणजे रात्री एवढं नाही राहू शकत ना आणि त्यांनी झोप पण तुमची मोडली जाते. झोप बरोबर भेटत नाही. तरी मी तरी व्यक्तिगत रूपाने मी हे करत नाही. मला तरी नक्कीच असं वाटतंय, की आपल्या भारतात फार सवय आहे, की म्हणजे रात्री कधीपण, म्हणजे कधी-कधी ना, 8:00 वाजता, 9:00 वाजता चहा पितात लोकं, कॉफी पितात. तर नक्की मला असं वाटतं ना, त्याचा झोपेवरती ना दुष्परिणाम होतो. आणि त्यानी ना आपल्याला झोप बरोबर भेटत नाही आणि त्यातल्या त्यात काय होत माहितीये का? कधी-कधी ना, म्हणजे आपल्या छातीमध्ये असं एकदम जसं म्हणतो ना, आपला जीव कसा अ, धडकत असतो, तसा जास्तच तो हे व्हायला लागतो. आणि त्यांनी काय होते की कॅफीनने ना, म्हणजे एका प्रकारचं असं आपल्याला अँजायटी, सारखं वाटते, आपण जास्तच भरपूर पिली तर. आणि ती अशी गोष्ट आहे की सकाळी आपल्याला ती उठण्यामध्ये मदत करते, पण ती झोपण्यामध्ये आपल्याला चहा आणि कॉफी मदत करत नाही. म्हणून मला तरी असं वाटते की एकदा दुपार झाली ना, म्हणजे एकदा 3:00 वाजले त्याच्यानंतर तुम्ही ना, कॉफी आणि चहा हे पिऊ नका. जर का तुम्हाला रात्री छान तुम्हाला 9:00 वाजेपर्यंत जर तुम्हाला झोपायचं असेल, तर तुम्ही 3:00 ते 4:00 च्या नंतर तुम्ही अजिबात चहा किंवा कॉफी हे काहीच घेऊ नका, असं तरी माझं म्हणणं आहे.
बरोबर. हो न हं, हं. ओ हं. खरंच! आणि आपल्या इथे बघा लोकं 4:00 आणि 4:00च्या नंतरच चहा आणि कॉफी घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे त्यांचं चालूच असतं. 4:00-5:00 वाजले की ते चाय टाईम असतं. मग परत असतं चहाबरोबर समोसे, वडापाव, काय, काय, काय, काय चालतं असतं. आणि चहावर चहा. 1 कप चहा पण पुरे नाही पडत लोकांना. भरपूर चहा किंवा कॉफी घेतात. मग ह्यामुळे पण खूप झोप त्यांची खराब होते. मी असं ऐकलंय खूप. तर मला असं सांगा, की चांगली झोप येण्यासाठी तुम्हाला असं वाटतं का, की रात्रीचं डिनर किंवा आपलं जे डायट आहे ते काही आपण विशिष्ट फॉलो केलं पाहिजे?
हो ना. हं. हो. हो ना. हो. नक्की. हो. नक्की. मला तरी वाटतेच की आपण ना, सगळ्यात पहिले एकदम जास्त तिखट वगैरे तर खाल्लं नाही पाहिजे रात्रीच्या वेळेस. आणि रात्री ना एकदम तुम्ही उशिरा जेवण करूच नका. माझं तरी हे म्हणणं आहे जेवढं शक्य होईल तेवढं. कधी-कधी असं होते, पण तेव्हा बघा जेव्हा कधी-कधी असं होते ना, तेव्हा लोकं ना शुक्रवारी करायचा प्रयत्न करतात असं कारण त्यांना शनिवारी सुट्टी असते. मग त्यांना एवढं काही वाटत नाही. किंवा रविवारी सुट्टी असते, मग ते आरामात 8:00-9:00 वाजेपर्यंत झोपले असले तरी काही वाटत नाही. पण ज्यावेळेस जर का तुम्हाला कामावर जायचं आहे दुसऱ्या दिवशी, मंगळवारी जर का तुम्ही रात्री 11:00 वाजता जेवले आणि तिखट एकदम असं जेवले ना, तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायला तुम्हाला किती त्रास होतो आणि मग नंतर एकदम असे शरीरामध्ये असं दुखणं सुरू होते. गुडघे दुखणं सुरू होतात. चेहरा सुजलेला असा वाटतो. तर ना खूप सारे असे त्याचे दुष्परिणाम असतात, झोप बरोबर लागत नाही किंवा झोप जरी तुम्हाला भेटली तरी दुसऱ्या दिवशी तुमचं डोकं दुखते. का? कारण तुम्ही जेवण तुमचं उशिरा झालेलं असते म्हणून. तर ना माझं तरी हे मत आहे, की तुम्ही ना काय करायला पाहिजे, तुमचा एक झोपण्याचा जो रूटीन आहे, तो तुम्ही नक्की ठरवायला पाहिजे, की तुमच्या आयुष्याच्या म्हणजे कुठल्या पदावर आहात तुम्हीआणि तुमचा काय असायला पाहिजे. 9:00 वाजेपर्यंत तुम्ही झोपलेच पाहिजे, हो. तर त्यावेळेस जर का तुम्हाला रात्रीच जेवण करायचं आहे, तर तुम्ही 7:00 वाजल्याच्या जवळपास तुम्ही जेवण करून घ्या. त्याच्यानंतर जर का तुम्हाला थोडी इकडे-तिकडे भूक लागली ना, तर हलकसं काहीतरी खाल्लं तर काय हरकत नाहीये. पण एकदम भरमसाठ जसं आपण भोजन म्हणतो ना, ते नसलं पाहिजे. अ, 7:00 च्या नंतर जेवायलाच नाही पाहिजे. मी तर 6:00 म्हणणार होते, पण 7:00 वाटलं ठीक आहे. आणि ना जेवण झाल्यानंतर तुम्ही एक अर्धा पाऊण तास स्वतःला द्या आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला जर शक्य होत असेल, तर नुसतं तुम्ही ना वॉक करायला जा. नुसतं चालायला जा. काही व्यायाम वगैरे करू नका. फक्त चालायला जा. त्यानी ना हलकं, हलकं तुम्हाला थकवा येईल, आणि झोप छान लागते, आणि जे तुमचं जेवण आहे, ते पण पाचन होण्यामध्ये मदत करते. असं तरी मला वाटते आणि एकदम असं 9:00 वाजता 8:00 वाजता असं एकदम तिखट जेवण तर अजिबात करू नये. त्याच्यामागे कारण हे आहे, कारण त्यांनी काय होत माहितीये का ॲसिडिटी वाढते भरपूर आणि तुम्हाला एकदम अशी जळकी लागते. तर अ, त्याच्याशी वाचवणं खूप जरुरी आहे. हो, ते तरी वाटतंय मला.
अच्छा. हां, बरोबर. हं, खरंच, बरोबर आहे. बरोबर. वा! खूपच छान. अच्छा! असं होतं? अच्छा, मग मला सांगा की हे तर तुम्ही सांगितलं की डायटचं इतकं छान म्हणजे तिखट नाही खायचं आणि उशिरा नाही जेवायचं. पण आपल्या इथे काय होतं ना, की खूपदा माणसं असं जेवण करतात रात्रीचं चला म्हणा, 8:00-9:00 वाजता ते जेवतात. आणि त्यानंतर ते वॉकला निघा तुम्ही सांगितलं की वॉकला जा. पण होतं काय की खूप जण वॉकला जातात. वॉकला जाऊन मग नंतर मग आईस्क्रीम खातात किंवा बाहेर आणखीन काहीतरी गोड खाऊन येतात. नाहीतर घरीच टीव्ही समोर बसतात. टीव्ही, लॅपटॉप घेऊन त्यांचं ते गोड पदार्थ काहीतरी आईस्क्रीम नाहीतर मिठाई घेऊन बसतात. तर तुम्हाला काय वाटतं की हे कितपत योग्य आहे? आणि हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे?
हो. अ, हो. हो. हो ना. हो. नक्की. हो. सगळ्यात पहिले मला तरी असं वाटतं ना, की जर तुम्ही टीव्ही वगैरे जर बघितला तुम्ही काय हरकत नाहीये, तुम्ही एखादा तास टीव्ही बघा. 8:00 वाजेपर्यंत तुम्ही टीव्ही बघा. कुठे ना कुठेतरी ना, स्वतःला नियम हे लावावे लागतात, हे पाळावे लागतात. आणि जर का तुम्हाला म्हणजे असं वाटत ना, काहीतरी गोड खायचं आहे. अर्धा तास स्वतःला वेळ द्या. तुमचं रात्रीचं जेवण झालं ना, 7:30 वाजेपर्यंत स्वतःला वेळ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं काही गोड खायचं असेल तर थोडंसं खा. पण असं भरपूर अ, म्हणजे मोठंचं मोठं काहीतरी एकदम तुम्ही गोड खाल्लंय असं काही करू नका. नाहीतर त्याने काय होतंय परत तुमची झोप मोडण्यामध्ये परत त्रास होतो. आणि अ, राहिलं बाहेर वॉक करण्याचा प्रश्न ना, तर अ, तुम्ही जर का टीव्ही बघत असाल, तर तुम्हाला असं वाटतंय की 8:00 वाजेपर्यंत टीव्ही बघायचा आहे. तुम्ही 8:00 वाजेपर्यंत टीव्ही बघा. त्याच्यानंतर तुम्ही तो ॲप्स ॲप जो ॲपबद्दल आपण बोललो ना? ते ॲप पाहिजे तर ते तुम्ही स्वतः घेऊन जा किंवा घडीवरती पण आजकाल ॲप आहेत. तर ते घेऊन जा आणि स्वतःला एक वेळ द्या, की मी 8:00 to 8:30 वाजेपर्यंत मी वॉक करणार. आणि त्यामध्येच मला जे काही करायचं आहे, ते मी करणार. आणि जर मला आईस्क्रीम खायची आहे तर मला लवकर वॉकला जावं लागेल. आणि मग जे असं कुठे ना कुठेतरी ना, स्वतःवरती जेव्हा आपण नियम करतो. आणि अशा प्रकारचे रिच्युअल जेव्हा आपण तयार करतो ना, तेव्हा आपल्याला म्हणजे झोपण्यामध्ये खरोखर मदत मिळते. त्यांनी काय होत माहितीये का? आपण जर का असं ठरवलं. 8:00 to 8:30 मी आता वॉक करणार. त्यानी काय होईल वॉक पण करणं होईल, 8:30 वाजता तुम्ही घरी याल आणि तुम्ही आरामात एकदम मस्त पैजामे वगैरे घालून, मस्त जसं म्हणतो ना, आपण तयार होतो हळू-हळू झोप घ्यायला. मग अंग टाकलं, की मग हळू-हळू आपले डोळे बंद होऊन आपल्याला झोप भेटते. पण शक्य होत असेल ना, तर रात्रीच्या वेळेस जास्त गोड वगैरे जास्त खाऊ नये. आणि खाल्लं जरी तरी एकदम थोडंसं. आणि त्यांनी काय होते की एकदम जास्त आपण आपल्या शरीराला म्हणजे गोड हे देणं हे थोडं कमीच करायला पाहिजे, दिवसाला दिलं तर गोष्ट वेगळी कारण ते पाचन होते त्याच. रात्रीच्या वेळेस काय होते, रात्रीच्या वेळेस त्याचं पाचन होत नाही तेवढं. तर क केलं ना, गोड खाल्लं तर ते जेवणामध्ये तुम्ही त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर अ, खाल्लेलं म्हणजे तर थोडसं त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
हां. हं, हं. हो. हं, बरोबर. बरोबर. अगदी खरं. अगदी छान तुम्ही मला सांगितलं की तुम्ही किती छानपैकी तुमच्या डायटचं लक्ष ठेवतात, लवकर जेवतात, तेलकट तिखट असं खात नाही रात्रीच्या आणि वॉकवर वगैरे जाऊन कसं आपलं माइंड फ्रेश होतं आणि रिलॅक्स पण होतो आपण. तर ही एवढी भरपूर छान, छान तुम्ही जे आम्हाला सांगितले ना, टिप्स दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. खूप मजा आली तुमच्याशी बोलून.
हो. नक्की. अ, हो. हो, मला पण खूप मजा आली. आणि झोपण्यासाठी ह्या गोष्टीचं पाळन हे करणं मला पण अ, मी खूप जसं म्हणतो ना, प्रयत्न करून मी पण शिकले की तिखट खाल्ल्याने कशी रात्री जळकी लागते आणि कसं झोपण्यात किती त्रास होतो. तर ह्या ह्याच्यावर मला पण बोलायला फार आनंद वाटला. आणि तुमच्यासोबत मला मन मोकळं करायला भेटलं. तुम्ही पण एवढे छान प्रश्न विचारले मला आणि तुमच्या वेळेसाठी पण खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद तुमचं.